आपलं घर ना, हे आपल्यासाठी किती असं विश्रांतीचं स्थान असतं ना आणि ते मोठं असो किंवा लहान असो, आपण ते कसं मांडतोय, त्यावरून ते आपण हे करू शकतो ना, की ते आरामदायक आहे की नाही? तर मला सांगा ना, की म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की लघु अपार्टमेंटमध्ये जागा जरी थोडी असली, तरी तिथे अ, फर्निचर जर व्यवस्थित ते मांडलं असतं, तर ते खूप छान अशी एक सुंदर जागा आपण तयार करू शकतो. आणि ते तुम्ही कसं करता, मला सांगाल का?
नक्की. नक्की हे शक्य आहे. माहित आहे का, लहान अपार्टमेंट असेल, लघु अपार्टमेंट असेल, कमी जागा असेल, तरी पण ना, जागा मांडावी हे एक ना, म्हणजे आहे. मला कळतं, हे कला आहे, पण जरी सगळ्यांकडे जर काही ही कला नसेल, तरी पण हे शक्य आहे. हे म्हणजे अशा लहान जागेमध्ये राहणं आणि अ, कसं? म्हणजे आवश्यक गोष्टी ठेवणं. तर हे म्हणजे अशक्य असं नाही आहे. तर अशा वेळेस अ, बघा ना, मी काय करते? माहित आहे का, मी मिनिमाइज करायला सुरु करते. म्हणजे जे आवश्यक गोष्टी आहेत, तेच मी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामध्ये पण मला काही काटकसर करायला मला जमली, तर मी ते करायचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला ना, पहिले एक छोटा उदाहरण मी देते, की काय असते ना? की बघा ना, म्हणजे कुठल्याही घरात असं, असं असतं की शोकेस पण हवा आणि मग टीव्हीचा स्टँड पण हवा. तर मला ना ही गोष्ट आवश्यक नाही वाटत. लहान जागा आहे, तर मग अशा वेळेस मला काय वाटतं की टीव्ही जर असेल, तर लहान असावा, मोठा असायची गरज नाही आहे. आणि एकच टीव्ही असेल, तोच भरपूर. आणि त्याला जर का तुम्हाला जागा नाही आहे किंवा तुम्हाला मोकळी, मोकळी जागा ठेवायची असेल, तर ते टीव्हीला भिंतवरती पण त्याला माउंट करू शकतात. त्याला टीव्ही स्टँडचं असला पाहिजे असा गरजेचा नाही. त्याच्यानंतर, अ, घरातलं पेंट वगैरे हो, ते ह्याच लक्ष ठेवते मी.
हो. हं, हं. हो ना. हां. हां, हां. बरोबर. हां, हां, हां. अच्छा. हां. हो ना. हां. हां, हां. बरोबर. हो ना. वाह! खूप छान. म्हणजे पहिल्यांदा तुमचं लक्ष कशावर जातं? एखादं छोटं अपार्टमेंट जेव्हा तुम्ही पाह बघता, तर पहिली सगळ्यात आपण कशावर लक्ष द्यायला हवं, की किती जागा आहे ते किंवा आपलं फर्निचर किती आहे त्याच्यावरती? क काय, कशाला तुम्ही प्राथमिकता देता?
हां. हम्म. मी बघा, मी ना, जागेला प्राथमिकता जास्त देते. फर्निचर तर काय आहे, फर्निचर तर म्हणजे जर का आपल्याला एखादा फर्निचर नको असेल, तर ते आपण म्हणजे आपण ते अ, ते परत त्या घरी आणायची गरज नसते. आपण ते कोणाला तरी देऊन टाकू शकतो. तर मग अशा वेळेस अ, मी ना, म्हणजे आता त्या अपार्टमेंटचा मी पेंट कलर बघायचा प्रयत्न करते. जर का डार्क वगैरे तर नाही आहे. आणि मग अशा वेळेस मला काय वाटतं, की मी त्यावेळेस ना, म्हणजे जर का मी एकदम असा लाईट कलरचा पेंट करू शकत असेल, तर मी तो करायचा प्रयत्न करते, की जेणेकरून जो अपार्टमेंट आहे, तो थोडा मोठा दिसतो. आणि त्याच्यानंतर मी बघते की, म्हणजे एकदमच असं छोटं अपार्टमेंट तर नाही, ना, थोडा तरी मीडियम पाहिजे, की जेणेकरून साधारणतः जे फर्निचर असेल, साधारण फर्निचर ते तरी बसतील, निदान कमीतकमी बेड तर बसला पाहिजे बेडरूममध्ये, किंवा अ, लिविंग रूममध्ये एक सोफा, आणि त्याच्यामध्ये बेडपण अटॅच असतो, तो तरी कमीतकमी बसला पाहिजे. 2-3 खुर्च्या बसल्या पाहिजेत. ह्या गोष्टीचं म्हणजे मी विचार करायचा प्रयत्न करते. आणि अ, मी बघा, अशा वेळेस मी काय करते, माहिती आहे का, मी फर्निचरचं मी थोडं नियोजन ठरवते मी. कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? हां, हां.
अहं. हो ना. हां, बरोबर. हां. हो ना. हो. बरं. अच्छा, मग मला एक प्रश्न विचारायचं होतं, की म्हणजे आता जागा कमी असली, तर आपण एकच असं सोफा ठेवून चालत नाही ना? तर त्यावेळेस, मग जर आपण मल्टीफंक्शन फर्निचर घेतलं अ, किंवा स्टोरेजसाठी असं काही अ, युनिक वस्तू घेतली, तर त्याचं आपण कसं करू शकतो अरेंजमेंट? तुम्ही याबद्दल काही सांगाल का? की तुमच्या काही फेवरेट आयटम्स आहेत का?
हं. हो. हम्म. नक्की. आहे ना, बघा ना, आता जो सोफा आणि मला कळालं, म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ काय होतं. कारण असे सोफे असतात, की जे फक्त सोफे असतात आणि असे पण सोफे असतात, की त्याला जर का तुम्ही पूल केलं ना, तर तो बेड पण बनतो. तर मग मला तरी असं वाटते, की ते खूप मल्टी फंक्शनल आहे. नेहमी-नेहमी त्याची व गरज नाही होत, पण जेव्हा पडली, तेव्हा चांगली मदतीला ती म्हणजे ठरवली जाते. आणि मग अ, त्याच्यानंतर मला काय वाटतं, माहिती आहे का, की ना, एका प्रकारचा असा टेबल असतो, तो भिंतीशी अटॅच असतो, की जेणेकरून त्याचा म्हणजे असं त्याला तुम्ही उभं केलं, तर त्याचा टेबल बनतो आणि जर का तुमचं काम संपलं, म्हणजे एका प्रकारचा स्टडी टेबल पण वापरला जाऊ शकतो आणि ल मुलांसाठी, लहान मुलांसाठी त्यांचं जेवणाचा टेबल पण असा वापरला जाऊ शकतो आणि त्याच्यासोबत मला तरी असं वाटतं, की फोल्डेबल अ, डायनिंग टेबल पण भेटतात. तर त्या त्या गोष्टी पण वापरायला म्हणजे मला भरपूर आवडतात. त्याच्यानंतर, अ हां, मला असं वाटतं, की म्हणजे काही मी 2 प्रकारचे शू रॅक बघितलेले आहेत. एक जे आहे ना, जे ते भिंतीच्या आतमध्ये अटॅच केलेले असतात, तर ते मला खूप आवडतात. म्हणजे त्यात बाहेरची जागा लागतच नाही. तुम्ही फक्त तो अटॅचमेंट उघडायचा आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही शूज टाकायचे आणि तो बंद करायचा. म्हणजे ते तुमच्या लिविंग रूमची हां. तुमच्या लिविंग रूमची ती जागा घेतच नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मला कळालं आहे, की म्हणजे शॉपिंग जेव्हा आपण करतो ऑनलाइन शॉपिंग त्यावेळेस असं दिसतं, की ना, म्हणजे तुम्हाला जर का शूज तुम्हाला ठेवायचे आहेत, चप्पला वगैरे जे पण असतील ना, तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा हगिंग रॅक असा मिळतो, की त्यानी काय होतं, कपाटाच्या आतमध्ये तुम्ही तो रॅक तुम्ही लावू शकता, की जेणेकरून बाहेर त्याची जागा हां, बाहेर त्याची जागा व्यस्त करत नाही आणि अ, त्याच्यासोबत पण जसं मी तुम्हाला सांगितलं, की अ, सोफ्याच्या सोबत साइड टेबल जे असतात, तर साइड टेबल पण अ, तुम्हाला जर का असं वाटत असेल, की त्याला असे टेबल घ्यावे, की ज्याच्या आतमध्ये स्टोरेज पण असते, तर असा पण एक टेबल आहे माझ्याकडे. साइड टेबल, की त्याला तुम्ही उघडलं, तर त्या आतमध्ये तुम्ही चादर किंवा खूप काही अशा गोष्टी घडी करुन ठेवू शकता, पिलो केसेस, की जेणेकरून एका प्रकारचं ते स्टोरेज बनतं.
हो ना. हां, तेच. हो. हां, हां. हो ना. हं, हं. अच्छा. हां. अच्छा. अरे वाह! हे तर छान आहे. हं, बरोबर. हां. हां. असं का? अरे वाह! हां. अच्छा. वाह! हे तर खूप छान आहे. मग मला एक प्रश्न इथे पडतो, की म्हणजे आता आपल्याकडे कसं वेगवेगळे सीजन असतात ना, कधी थंडीचे सीजन असतो, तर कधी पावसाळा, कधी उन्हाळा. मग त्याप्रमाणे आपले कपडे पण असतात. थंडीसाठी आपले खूप भारी असे स्वेटर असतात किंवा जाड असे जॅकेट्स वगैरे असतात, जे आपल्याला गर्मीच्या सीजनमध्ये क्लाय अ, त्यात गरम असल्यामुळे क्लायमेट आपण ते वापरत नाही. मग अशा अ, हंगामी स्टोरेजसाठी आपण काय करायचं, कसं ते आपण अरेंज करायचं, यावर काही सांगू शकाल?
हम्म. नक्की. बघा, आता पावसाळ्याच्या वेळेस मला काय वाटतं माहिती आहे का? की तुम्ही त्यावेळेस बघा अ, जेव्हा आपण वॉशिंग मशीन वापरतो, तर त्यामध्ये ड्रायर पण असतं. तर काही वॉशिंग मशीनमध्ये स्पिनर असतं फक्त आणि ड्रायर नसतं आणि काहींमध्ये ड्रायर पण असतं. पण आता जर का तुमच्याकडे ड्रायर नसेल, तर मग तशा वेळेस मला काय वाटतं आहे की कपड्यांना ना डबल स्पिन करून घ्यायचं की जेणेकरून सगळं पाणी त्याच्यातलं निघून जाते आणि सुकायला ते व्यवस्थित लवकर सुकतात ते आणि राहिले, जसं तुम्ही म्हटले उन्हाळ्याच्या वेळेस अ, जे कपडे असतात, तर ते आपण ते बाहेर पटकन आपल्याला ते सुकवायला भेटतात आणि अशा वेळेस जे तुम्ही कपड्याचं पण तुम्ही विचारलं ना, की कसं आपण त्याला सांभाळायचं? तर मला तरी असं वाटते बघा, उन्हाळ्याच्या वेळेस आपण अ, चांगले असे हलके कपडे वापरू शकतो, पावसाळ्याच्या वेळेस आपल्याला थोडेसे हेवी कपडे, कारण थोडीशी थंडी आणि थोडा वारा पण असतो, तर त्यावेळेस जरा एक्स्ट्रा कपडे ठेवणं, जरा, म्हणजे म आवश्यक पडतं. तर ते, म्हणजे एका प्रकारचं ना आपण सीझननुसार आपण कपडे अ, म्हणजे क्लॉझेटमध्ये ठेवू शकतो आणि ज्या कपड्याची आपल्याला गरज नाही आहे, त्याला घडी करून आपण स्टोरेजमध्ये ठेवू शकतो आणि मग अशा वेळेस बघा सणा-सारंभा अ, सारंभाचा जो सामान असतो, तो मला तरी असं वाटतो, की एका प्रकारचा ना, तो पिशवीत वगैरे बांधून किंवा एखादा स्टोरेज बॉक्स तुम्ही तयार करून त्याला पलंगाच्या खाली पण तुम्ही त्याला ठेवू शकता. मला असं वाटतं आहे, त्याचा भरपूर चांगला उपयोग होतो. हो.
हं. हो. बरं. हो. हो ना. हं. अच्छा. हां, हे चांगलं आहे. हो ना, म्हणजे ह्याने जेवढी जागा आपल्याकडे आहे, तेवढ्याच जागेत आपण स्टोरेज पण बनवू शकतो, नाही का? मग जर एखाद्याचं बजेट कमी असेल, तर मग त्यांनी अ, कसं काय असे स्टोरेजसाठी आणखीन काय करू शकतात ते. यासाठी काही असे उपयोगी प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकता का तुम्ही?
हं हं. बरोबर. हो ना. नक्की, आता बघा, बजेट कमी असेल ना तर मी तर सांगते, की जे बॉक्सेस असतात ना? त्याला वाचवून ठेवायचं. बॉक्सेसला म्हणजे आपण म्हणतो, की त्याला असं कचऱ्यात फेका फेकायचं नाही. कुठलंही सामान आपण आणलं तर त्याच्यासोबत जर बॉक्स भेटत असेल तर बॉक्सचा खूप छान त्याला डबल टेप करून घ्यायचं, की जेणेकरून ते तुटणार नाही पटकन. आणि कित्येक कपडे जे आपले असतात, की जे आता सीझनमध्ये नाहीये, आता सध्या आपल्याला आता सध्या हिवाळा चालू आहे तर उन्हाळ्याचे कपडे आपण त्यात घडी करून त्या बॉक्समध्ये ठेवू शकतो. आणि मग आपण पलंगाच्या खाली जर का कधी-कधी पलंगाच्या सोबतच अटॅच असतो स्टोरेज तर त्याच्यामध्ये पण आपण ठेवू शकतो अ, ते बॉक्सेस. आणि जर का स्टोरेज नसेल पलंगाच्या खाली म्हणजे पलंगाशी अटॅच तर पलंगाच्या खालीपण आपण एकावर एक स्टॅक करून आपण ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्टं पण मी सांगू शकते की खूप साऱ्या अशा म्हणजे सोप्या आणि साध्या गोष्टी भेटतात आपल्याला, की ज्याचा आपण म्हणजे खूप स्वस्तपणे आपण त्याचा उपयोग करू शकतो. जसं मी तुम्हाला ते हँगिंग शू रॅकबद्दल सांगितलं ते खूप स्वस्तात भेटतं आणि त्यांनी काय होतं माहिती आहे का? हो, त्याला तुम्ही कपाटाच्या आतमध्ये तुम्ही अटॅच करू शकता की जेणेकरून बाहेरची ती जागा व्यस्त करत नाही आणि तुम्ही असे 2-3 पण आणू शकता आणि ते महाग बिलकुल नाहीये आणि ते लवकर असं तुटत वगैरे असं पण नाहीये. आणि त्याच्यासोबतच तुम्ही ना असे प्लास्टिकचे ज्वेलरी हॅंगिंग, ज्वेलरीचेपण असे पॅकेट्स भेटतात ते पण तुम्ही आणू शकता म्हणजे त्याला स्टोअर करायसाठी हो. ते पण तुम्ही स्टोअर करू शकता आरामात.
हं. अच्छा. अ. अरे वाह! हो. हो ना. अरे वा! हां, हां. हो ना, ती छान आयडिया आहे. अच्छा. हो वाह! ते पण छान आहे. वाह! खूपच छान तुम्ही उपयोगी टिप्स दिल्या. म्हणजे हे जर टिप्स आपण अ, वापरल्या किंवा एखाद्याने हे ह्याच्यावर चांगलं काम केलं, तर मग खरंच त्याला लहान अपार्टमेंटमध्ये पण खूप जागा भेटेल, नाही का? आणि जागापण किती मोकळी वाटणार, कारण हे सगळं स्मार्ट स्टोरेज इतकं उपयोगी आणि इतकं फायदेशीर ठरणार. खूपच छान माहिती दिली तुम्ही आज आम्हाला आणि खरंच ही खूप उपयोगी होणार आहे. आणि माहिती आहे का, या सगळ्याची इतकी छान-छान तुम्ही टिप्स दिल्या ना, त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद!
पूर्णपणे हो. हो ना. तुम्हालापण धन्यवाद!